आपण पाहतो की आपल्या भारतामध्ये खूप सारे फेस्टिव्हल आहेत आणि कार्यक्रम आहेत.
हो.
मग तुम्हाला कधी असं वाटतंय का फेस्टिव्हल आणि कार्यक्रमामध्ये लोक अ, हे जे कार्यक्रम आहे अन् फेस्टिव्हल आहे याच्यामध्ये लोक एकमेकांला जुडले जाते आणि त्यांना ती मदत होते जुडण्यासाठी? तर अशी काही उदाहरणं आहेत का? आणि त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे?
हो, नक्कीच. आता अ, भारतात खूप सारे उत्सव आणि कार्यक्रम असतात आणि त्याच्या निमित्तानं लोक कशी एकत्र येतात आणि सणसमारंभ साजरे करतात आणि त्यामुळे आपली परंपरा, संस्कृती कुठेतरी जपली जाते आणि अ, हो आणि लोक एकत्र येतात त्यामुळे त्यांचे अ, म्हणजे त्यांचा पण एकटेपणा दूर होतो. आचार-विचार शेअर केले जातात. अ, किंवा अ, लोकांचं म्हणजे वर्तन कळतं किंवा एकमेकांना मदत अ, मदत करू शकतात किंवा ओळख होते त्यातून. मग हे असे फायदे आहेत आणि आम्ही पण असं म्हणजे आठवण सांगायची म्हणजे गणपती उत्सव मग त्यानिमित्तानं एकत्र येतो हो, मग घरात आमचा गणपती असतो मग अ, कुटुंबातली सगळी एकत्र येतात त्या निमित्ताने म्हणजे अ, जरी आता वेगवेगळे जरी बसवत असलेना तरी प्रत्येकाच्या घरात अ, त्यानिमित्तानं येणंजाणं होतं. म्हणजे काका-काकू म्हणा किंवा जे सासू-सासरे म्हणा किंवा माहेरची लोक त्यानिमित्तानं एकत्र येतात आणि एक अ, सण आणि तो माहौल काय वेगळाच असतो आणि सगळ्या आनंदाला कोणाच्या पारावरच राहत नाही. आणि सगळे एकत्र येतात आणि देवाची भक्तीिभावानं पूजा करतात. अगदी डेकोरेशन करण्यापासनं ते गणपती विसर्जन करे पर्यंत. सगळे म्हणजे अ, एकत्र येतात आणि उत्साहनं करतात आणि लहान मुलं विशेष म्हणजे लहान मुलांचं मला सांगावं वाटतं, की त्यांना इतकं असं घर भरल्यासारखं वाटतं आणि असं त्यांच्या भावना वाढीस लागते की माणसं आपल्या घरी आली पाहिजेत, गेली पाहिजेत आणि आल्यावर त्यांना खूप आ आनंद होतो आणि कसं आहे त्या पिढी पर्यंत आपले संस्कार पोहोचतात अ, म्हणजे धर्माचे, संस्कृतीचे काही असेल ते आणि खरं हा एकोप्याचा सण आहे आणि लोकमान्य टिळकांनी त्याला अ, म्हणजे एक उत्सवाचं स्वरूप देऊन पण खूप चांगलं केलंय की समाजातली लोक एकत्र यावी आणि सामाजिक सलोखा वाढावा. असं सांगता येईल. हो.
अगदी. हो. अगदी बरोबर. हो. हं, हं. अगदी. हो, हो. अरे वाह! <chuckles> खूप सुंदर. अच्छा. हं, हं. हं. अरे वाह! <chuckles> अरे वाह! अरे वाह! खूप सुंदर. अच्छा. हो, हो. हो, हो अगदी बरोबर. हं, हं. अगदी, खूप छान. हो, हो. अच्छा, अच्छा. अच्छा हो, हो. आम्ही पाहतो की तुम्ही जे गणपती फेस्टिव्हल बद्दल बोललात की गणपती उत्सव राहतो, 10 दिवस आपण गणपती बसवतो. तर अ, ह्याच्यावरती आपण अ, म तुम्ही खोलवरती सर काही गोष्टी सांगू शकता की त्याची कशी तयारी तुम्ही करता? नेमकं पहिल्यांदा तुम्ही काय-काय करता गणपती येण्यापूर्वीची तयारी आणि अ, नंतर तुम्ही कशाप्रकारे सर्व लोक एकत्र येतात आणि त्यांच्या आरत्या कशा घेतात? ते आरत्याचे कार्यक्रम कसे एकमेकाला तुम्ही वाटलेले असतात? अ, किंवा आरती कोण घेणार? काय घेणार? तर अशाविषयी थोड्याफार मला माहिती द्या ना.
हो. हां. हां. हो. हां, म्हणजे घरातलं पण आणि अ, म्हणजे सार्वजनिक मंडळाचं पण सांगू ना तुम्हाला?
हं, हं. हो, पहिल्यांदा घराचं सांगा आणि मग नंतर सार्वजनिक.
हां. ओके. तर घरामध्ये कसा आम्ही एकत्र बसवतो, आमच्याकडे 7 दिवसाचा गणपती असतो आणि त्याच हां तर त्याच्यामध्ये कसं 1ल्या दिवशी प्रतिष्ठापना क होते. मग त्याच्या आधी डेकोरेशन आदल्या किंवा 2 दिवस आधी आम्ही चालू करतो म्हणजे असतात ना काही छोट्या-छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात येत नाहीत. मग त्या 2 दिवसापासून करायच्या. म्हणजे काही पताका लावणे म्हणा, किंवा अशी जिवंत फुलं लावू शकतो, किंवा साडीची डिझाइन करून म्हणजे पाठीमागे साडी लावून, किंवा प्लेन असा कापड लावून पण त्याच्यावर आपण सुंदर-सुंदर डिझाइन करू शकतो. मग ते हां, हां मग ती क्रिएटिव्हिटी म्हणजे सगळ्यांची चर्चा म्हणा किंवा लहान मुलं पण सांगतात ना, आपण असं केलं पाहिजे, आई तसं केलं पाहिजे <laughs> असं सांगतात मग आपल्याला खूप भारी वाटतं ते मग त्यांच्या म्हणण्याप्रमाणं अ, करायचं थोडं म्हणजे त्यांना काय आवडतं? त्यांना म्हणजे बाबा कसली थीम आवडते किंवा अ, लहान मुलांना साधारण अशी अ, ब्रह्मांडाची थीम आवडत असते बघा म्हणजे ब्रह्मांडात किती ग्रह म्हणा अ, तसं काहीतरी बनवायचं कागदावर किंवा ते बनवतात म्हणजे असे पुठ्ठा घ्यायचा त्याच्यावर ते अ, पेपर चिटकवायचा. अगदी ट्रॅडिशनल पद्धतीने घोटीव पेपर वापरायचे किंवा असे ते अ, ड्रॉइंग ने असं स्केचपेन नी किंवा ते क्रेयॉन्स असतात त्यांनी ते ग्रह तयार करायचे. सूर्यमालेतील ग्रह दाखवायचे. हां, म्हणजे असं काहीतरी किंवा यान कुठलं तरी असं दाखवायचं त्याच्यामध्ये म्हणजे त्यांना इंटरेस्ट असतो ना, अशामध्ये. हां मग ते तशी थीम केली होती आम्ही. हां.
हो, हो. अरे वाह! हं, हं. हं, हं, हं. हो, हो. हं, हं. अच्छा. खूपच सुंदर. <laughs> हो, हो. अरे वाह! <laughs> हो, हो, हो. हं, हं. हो, हो, हो, हो. <laughs> खूप सुंदर. हं, हं, हं, हं. अरे वाह! हो. हो, अगदी. मस्त एकदम <laughs> अच्छा. मला हे सांगा ना, मग, पण ह्यासाठी सर्व साहित्य लागतंय तुम्ही फेस्टिव्हलची तयारी करत असताना आणि जे हे काम करत असताना साहित्य लागतं मग ते साहित्य किंवा कोणी रंगरंगोटी करावं लागतं. कोणाला अ, पेपर चिटकवावं लागतं किंवा काही तर म्हणजे असे कोण-कोण म्हणजे नेमतं नेमकं कोण तुमच्या घरातलं ते डायरेक्शन देतं, की हे असं केलं तर चांगलं होईल, तसं केलं तर चांगलं होईल. त्या सर्वच जण डायरेक्शन देतात. ते म्हणजे फेस्टिव्हलची तयार हं, हं. अच्छा. अच्छा.
हो. हो. हां. हां. आजोबा आणि बाबा तिघे <laughs> डायरेक्शन देतात आणि आम्ही करतो त्याप्रमाणं. हां, मग ते पाठीमागं लावायचं. मग आजोबा काहीतरी म्हणजे सूचना म्हणजे अ, हे सांगतात, की असं नका करायला, असं छान दिसेल किंवा जे दिसेल ते सांगतात म्हणजे सासूबाई पण सांगतात त्यांना पण आवड आहे अशा गोष्टीमध्ये. मग अ, एकमेकांचे थोडे सजेशन्स घेऊन त्याच्यामध्ये अ, सकारात्मक असे बदल करायचे जे जेणेकरून छान दिसला पाहिजे गेटअप छान आला पाहिजे. मग ती डेकोरेशन करून गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना करायची मग प्रसादाची तयारी म्हणा, आम्ही बायकाच करतो जनरली प्रसाद वगैरे. तर अ, दोघी मिळून अ, मोदक, खीर बनवणे किंवा मग अ, का काकू लोकं येतात किंवा माझ्या चुलत सासू-सासरे किंवा त्यांच्या सुना वगैरे पण येतात. तर ते पण काहीतरी प्रसाद वगैरे त्यानिमित्ताने घेऊन येतात. मग थोडीफार त्यांची मदत होते. मग आरती म्हणणं म्हणा किंवा आता अ, आमच्या चुलत सासूबाईंना आम्ही पहिला देतो मान ते मोठे आहेत ना, म्हणजे मोठे काका-काकू आहेत. मग त्यांना आरतीचा मान पहिला असतो आमच्याकडे. मग त्यांना आम्ही पहिल्या दिवशी बोलवतोचं. मग त्यांच्या हस्ते आरती असते. मग ते आरती झालं, की त्यांनी आणलेला प्रसाद आमचा घरचा प्रसाद सगळ्यांना एकत्र द्यायचा. मग जरा गप्पा-टप्पा होतात मग कधी-कधी जेवायलाच इन्व्हाइट करतो. मग जेवून वगैरे जातात ते. मग अ, दुसऱ्या दिवशी अ, घरातलंच कोणतरी आरती घेतं म्हणजे असं पहिल्या दिवशी बोलवतो साधारण, की हे. किंवा मग ज्यांना जमेल ते शेवटच्या दिवशी पण दुसरे काका आहेत त्यांच्या सुनांना किंवा त्यांच्या सुनेला आणि मुलाला मान देतो असं पण करतो आम्ही. असं म्हणजे गुण्या गोविंदांना साजरा करून जल्लोष असतो आमच्यात आणि आरती भजन सुुद्धा असतं. हां.
हो, हो. अच्छा. हं, हं. अरे वाह! अरे वाह! हं, हं. हो, हो. खूप सुंदर. खूप छान! हो, हो. हो, हो. अरे वाह! सुंदर, सुंदर. हं, हं. हं, हं, हं. अच्छा. हं, हं. हं, हं. अच्छा. हं, हं. हो, हो. अगदी. हं, हं. हो, हो. मग हं, हं. मग जे. हं, हं, हं. <laughs> अरे वाह! अरे वाह! खूप छान! आणि अ, म्हणजे मस्तच वाटतंय ना, या सर्व गोष्टी का ज्यावेळेस तुमचं कुटुंब ह्या फेस्टिव्हलच्या निमित्ताने एकत्र येतं आणि जर आम्ही अ, मान-पान देतो. म्हणजे कसं आहे तुम्ही घरातल्या लोकांना ज्यावेळेस मान-पान देता, त्यावेळेस त्यांनाही वाटतं, की आपला आणि वृद्ध लोकांना तुम्ही देता. तुम्ही म्हणता, की जे सगळ्यात मोठे आहेत, त्यांना आम्ही मान-पान देतो. तर अ, म्हणजे खूप छान तुम्ही ज्या गोष्टी करतात आणि मला याच्यामध्ये सांगा ना, तुमच्या कुटुंबाची ह्या फेस्टिव्हलसाठी आपण तुम्ही म्हणता, की अ, काही मोदक बनवले जातं किंवा काही बनवलं जातं याच्यामध्ये म्हणजे तुमचं कुटुंब मग एकत्र जोडून परत अ, ते मोदकची तयारी. कारण, की मोदक म्हटलं, की सगळ्यांनाच आवडतात. आणि ते तर अ, मो फेस्टिव्हल हा मोदकच्या जो गणपतीचा फेस्टिव्हल आहे ते मोदक बिना तर पूर्ण होऊ शकत नाही. तर ते मोदक वगैरे तुम्ही बनवता आणि ते कुटुंब एकत्र येऊन कसं काय बनवता? काही सांगू शकता का त्याच्याबद्दल?
हो, हो. नक्कीच. हो, हो. हो. हो, हो. हो, हो. नाही, नक्कीच नाही. हो, नक्कीच. म्हणजे आम्ही 1 ठरवतो दिवस, की बाबा थर्ड अ, 3ऱ्या दिवशी किंवा, 5व्या दिवशी किंवा, 2ऱ्या दिवशी कधीही असा सगळ्यांच्या सोयीनुसार दिवस ठरवतो आणि मोदक बनवायचेत असं आम्ही ठरवतोच. म्हणजे आदल्या दिवशी मग सगळे येतात, त्या सुना म्हणा, त्या काकू म्हणजे अ, आमच्या सासूबाई वगैरे येतात मग, आम्ही त्या 2 सासवा आम्ही 2 सुना मिळून काय करतो म्हणजे अ म्हणजे अ तांदळाच्या पिठाचे मोदक जे उकडी मोदक असतात ते बनवतो, मग सारण तयार करतो आम्ही अ, सुना आणि सासूबाई ते पीठ वगैरे मळायला वगैरे मदत करतात कारण ते चांगलं मळून घ्यावं लागतं. हां, मग ते करून एकमेकांच्या मदतीनं मोदक असे भराभर-भराभर तयार होतं. म्हणजे जवळ-जवळ 21 मोदक तर आरामात होतात आमचे आणि पुन्हा 21 तर संध्याकाळी तयार करतो. असं म्हणजे असतं आमच्यामध्ये. हां. म्हणजे एक. हो
हं. अगदी. अच्छा. हं, हं. हं, हं. हं, हं. हो, हो. हो, हो. हो, हो. हं, हं. अच्छा. हो, हो. <laughs> हं, हं. ते आकडे का बरं, 21च का बरं नेमकं?
हां, गणपतीला ते शुभ मानलं जातं आणि गणपतीला 21 मोदकच दिले जातात सुरुवातीपासून. 21 किंवा 11 असे म्हणजे शुभ आकडे आहेत 11 म्हणा, 21 असे शुभ आकडे आहेत त्याप्रमाणे त्याला केलं जातं. तर अ, असे आडमुठे करायचे नाहीत, 7 पण करू शकता तुम्ही. असं हां. हां. मग ते आकड्यांचा म्हणजे त्यानुसार करावं शास्त्रानुसार, मग त्यानुसार सगळं करतो मग अ, त्यातले थोडेफार देवासमोर ठेवायचे आणि काक काका-काकू मग घेऊन जातात त्यांच्या घरी तिकडे प्रसाद देतात. आणि आमच्या इथे ठेवतो. म्हणजे वाटप होते आणि सगळे त्यानिमित्ताने एकत्र येतात. आणि एकमेकांचे विचार समजतात आणि पिढीवर चांगले संस्कार होतात ना, त्यांची मुला त्यांची नातवंडं, आमची नातवंडं सगळी. एकत्र येऊन मग अ, जल्लोष असतो थोडक्यात. <chuckles> असं सांगता येईल हो.
म्हणजे, <laughs> अच्छा, अच्छा. हं. हं, हं. अरे वाह! खूप सुंदर. हं, हं. अच्छा, अच्छा. खूप सुंदर. अगदी बरोबर. <laughs> हां, म्हणजे या फेस्टिव्हलच्या निमित्ताने भरपूर गोष्टी होतात जसंपासून तुम्ही सांगितलं, की डेक अ तुम्ही डेकोरेशनसाठी एकत्र येतात, सगळे येतात. तुम्ही मान-पान देता तुमच्या कुटुंबाला आणि नंतर अ ,हे सर्व गोष्टी सांगतात. तर म्हणजे आजकाल आम्ही पाहतो, की थोडंफार ना ह्या गोष्टी कुठेतरी फक्त फेस्टिव्हल फक्त कधी-कधी नावपुरताच राहिला किंवा आम्ही पाहतो, की गावाकडे अ, जास्त प्रमाणात फेस्टिव्हल अ, होतो, त्यावेळेस जास्त मान-पान दिला जातो किंवा लोक जास्त एकत्र येतात. पण तसे आम्ही अ, शहरामध्ये नाही दिसत, की आम्हाला अ, ते लोकं एकत्र येतना तर याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? याच्यामध्ये काय नेमका फरक आहे?
हो. हो. नक्कीच. हां. अ, हो, कसं अ, गावामध्ये कसं म्हणजे सगळे एकत्र येतात आणि तिथं म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीच असते आणि जे करायचं ते सगळं एकत्र करायचं. असे संस्कारात. आता शहरात कसं विभक्त कुटुंबपद्धती वाढली आहे ज्याची त्या्याची नोकरी असती, ज्याचे त्याचे व्याप असतात. मग ती लोक पण मग अशी थोडी विखुरलेली आहेत. मग अ, ते त्यांच्या वेळेनुसार सगळं सेलिब्रेशन करतात. आणि अ, ठर ठरवून येतात एकत्र. नाही असं नाही. पण ह्या विभक्त पथम प कुटुंब पद्धतीमुळं ना, कुठेतरी म्हणजे ते एकत्र यायचे थोडे कमी होतात किंवा वेळकाळ नसतो त्यामुळे इकड-तिकडं होतं. मग त्यामध्ये अशी म्हणजे नाती इतकी जपली जात नाहीत आणि दृढसंबंध इतके राहत नाहीत. पण अ, जर प्रयत्न केला तर तसंही तुम्ही एकत्र येऊ शकता तुमच्या कन्व्हिनियन्सनं. म्हणजे हे सणवार तर निमित्त असतात. मग तुम्हीच त्यावेळी वेळ साधून किंवा संधी साधून असं नक्कीच एकत्र येऊ शकता किंवा आपल्या घरी त्यांना जेवायला इन्व्हाइट करू शकता. तुम्ही त्यांच्या घरी जेवायला जाऊ शकता, प्रसाद घेऊन जाऊ शकता. मग केलेत कशाला ना हे सणवार? की त्याच्यासाठीच की सामाजिक सलोखा वाढावा, कुटुंब एकत्र यावीत आणि पुढच्या पिढीपर्यंत तुमचे सण-संस्कार जे आहेत ते पोहोचले पाहिजेत. आणि टिळकांनी पण त्या उद्देशानेच ते चालू केलंय. मग सार्वजनिक उत्सवामध्ये पण तुम्ही तसं नक्कीच होतं. आमच्या इकडे पण मंडळ आहे. तिथे पण एकत्र येऊन सेलिब्रेशन केलं जातं आणि तिथे आरतीचे वार ठरवलेले असतात, की आज ह्यांना द्यायची उद्या त्यांना. महाप्रसाद अ, साठी अ, वर्गणी काढलेली असते. मग त्यानुसार महापृसाद ठरवून अ, सगळ्यांना प्रसादाला बोलावलं जातं किंवा ज्यांना शक्य नाहीये येणं त्यांच्या घरी साधा प्रसाद पाठवला जातो. म्हणजे अशा पण बऱ्याच अ, व्यवस्था म्हणजे इथं झालेल्या आहेत. फक्त कसं सगळ्यांनी समजुतीनं आणि प्रामाणिकपणे ते करणं गरजेचं आहे. म्हणजे त्याला कसलं गालबोट लागता कामा नये. म्हणजे कुठल्याच पद्धतीचं. प्रदूषण म्हणा किंवा अ, ज्याचा दुसऱ्याला त्रास होईल अशा गोष्टी झाल्या नसल्या पाहिजेत म्हणजे किंवा पैसा भ्रष्टाचार म्हणा, अशा गोष्टी कधी झाल्या नसल्या पाहिजे. म्हणजे हे देवाचा सण आहे. एक सामुदायाचा आणि सोशल तुम्हाला संदेश देतो. मग अशामध्ये सगळ्यांच्या सामजुतीने या गोष्टी होऊ शकतात. आणि त्यावर तुम्ही कंट्रोल केला पाहिजे मग एक मंडळाचा अधिकारी म्हणून किंवा खजिनदार म्हणून. मग हे तुमचं पण कर्तव्य असतं आणि समाज तुम्हाला सपोर्ट करत असतो, जर तुमचं लीडरशिप जर व्यवस्थित असेल तर. तर या गोष्टी आपल्याला नक्कीच लक्षात घ्यायला पाहिजेत असं वाटतं मला.
हो, हो. अगदी बरोबर. हं, हं. हो. अच्छा. हं, हं. हो, हो. हं, हं, हं. हो. करू शकता. बरोबर. हां, हां, हां. हो, अगदी. हं, हं, हं. अगदी. हो. खूप सुंदर हो, हो. अच्छा! हं, हं. अगदी बरोबर. हो, हो. अच्छा! हं, हं. हो, हो. हो. अ, हो, हो, अगदी बरोबर. तुम्ही जे बोललात ते आणि तुम्हाला कसं वाटतं की आपण अजून कशाप्रकारे फेस्टिव्हल अ, बनवू शकतो की ज्यामुळे अजून अ, पूर्ण समाज किंवा पूर्ण लोक एकमेकाला जोडण्यासाठी मदत होईल आणि कोणकोणच्या गोष्टी आम्ही राबवू शकतो शहरामध्ये. अ प अ, की जास्त लोकं एकत्र यावा आणि प्रेमाने राहण्यासाठी. तर त्याच्याबद्दल काही आहे का तुमच्याकडे? हं, हं.
हो. हो नक्कीच. अ, म्हणजे अ, होळीपण आपण एकत्र खेळू शकतो, होळीचा सणसमारंभ किंवा त्यावेळी असा कार्यक्रम ठेवू शकतो. किंवा जे इन्स्पिरेशनल जे स्पीच असतात. मोठी मंडळी किंवा अ, जे अ, ज्यांचा प्रभाव इन्फ्लुएन्सर असतात. त्यांना बोलवून काहीतरी स्पीच ठेवू शकतो. मग त्यामध्ये छोट्यांना, मोठ्यांना इन्व्हाईट करू शकतो आणि तुम्ही त्याच्यामध्ये रंग वगैरे खेळू शकता. मग त्याच्यामध्ये पण काही रूल्स ठेवू शकता, की जेणेकरून अ, म्हणजे सामाजिक सलोखा वाढेल आणि तिथे म्हणजे अशी हुल्लडबाजी होणार नाही याची सुुद्धा खबरदारी आपण घेतली पाहिजे आणि त्यातून चांगलाच संदेश केला पाहिजे आणि कसं सामाजिक सलोखा असा जपला पाहिजे. होळी म्हणा किंवा गणेशउत्सव पण असं करू शकतो की तिथे लोक पण मग तुम्हाला देणगी वगैरे किंवा वर्गणी देतात. मग मंडळाची उन्नती होते आणि मंडळाकडून असं म्हणजे समाजकाम म्हणा, सोशल वर्क वगैरे काहीतरी होऊ शकतं किंवा गरीब लोकांना महाप्रसादाला बोलावणं म्हणा किंवा एखाद्या शाळेमध्ये किंवा मंदिरामध्ये पण तुम्ही गणपतीचा महाप्रसाद नेऊन देऊ शकता. अशा नक्कीच अ, समाज अशा उपयोगी पडतील अशा ॲक्टिव्हिटी करू शकता किंवा गणेश विसर्जन झाल्यावर जो कचरा वगैरे होतो, तो स्वतः गोळा केला पाहिजे आणि स्वतः अशी शिकवण दिली पाहिजे की आपण अ, आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे आणि पर्यायानं आपल्या बा आजूबाजूचं आपण स्वच्छ करण्याला मागेपुढे पाहिलं नसलं पाहिजे आणि ते एकानी केलं, की सगळे त्याचे अनुकरण करतात. मग तुम्ही ग्रुप न केला ना त्याचा नक्कीच समाजावर परिणाम पडतो आणि चांगला संदेश जातो आणि सलोखा पण त्यातून मेंटेन राहतो हो. तर असं सांगायचं.
हं, हं. बरोबर. हो, हो. हो, हो. अगदी भरपूर. हो, हो. अगदी बरोबर. हो. अगदी. हं, हं. हो, हो, हो. अगदी बरोबर. अच्छा. हो, हो. हो, हो. अरे वाह! खूपंच सुंदर. खूप छान, खूप छान. आणि तुम्ही ह्या सर्व गोष्टी आहे ना व्यवस्थित अ, पद्धतीने सांगितल्यात, की फेस्टिव्हल कार्यक्रम कसे लोकांना जोडायला मदत करतात? आणि तुम्ही अ, तुम्हीही त्याचेच एक भाग आहेत. तुमचं कुटुंब जोडण्यासाठी किंवा तुमच्या कुटुंबातले सर्व लोक जोडतात आणि आम्ही पाहिलं की बाकीचे अ, फेस्टिव्हल पण म्हणजे सार्वजनिक फेस्टिव्हलमध्ये पण कसं जोडावतं याच्याविषयी तुम्ही सांगितलं. मला खूप आनंद वाटला तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्याबद्दल आणि तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितल्या त्याबद्दल मी तुमचं खूप-खूप आभारी आहे. खूप-खूप धन्यवाद तुमचे.
हो, नक्कीच. हो ना. हो. हो, हो. हो, हो. तुमच्याशी बोलून पण छान वाटलं. नक्कीच परत भेटू. तुमचे पण धन्यवाद आणि खूप सारे आभार.
हं. हो.